आणि हे फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं 2 तास. त्याच्यानंतर ते फ्रिजमधनं बाहेर काढायचं आणि त्याच्यावर मस्त कोको पावडर असते ना, ती अशी सीव्ह करायची चाळणी हां. आणि झाला केक. शिळ्या भाताचा केक. तो भाताचा केक आहे हे एकतर कोणाला विश्वासच बसाय
ओके. हां, हां. हां, हां. ते डस्ट करायची. ओके. वॉव! म्हणजे शिजवायचं वगैरे काहीच नाही परत?
नाही, काहीच नाही करायला लागत. भात आपला शिजलेला आहे ना
वॉव! हां, हां, हां.
तर त्यामध्ये नुसतं ते मेल्टेड चॉकलेट घालायचं
वाह! चांगली आयडिया आहे ही.
आणि झालं. आणि आता बरंच काय-काय करता येतं, म्हणजे त्याच्यावर असे छान Gems ठेवायचे कलरफुल. मध्ये-मध्ये हां, मध्ये-मध्ये अशा KitKat तोडून ठेवायच्या.
<chuckles> हो. डिझाइन डेकोरेशन. वाह! तर मग अशी भाताची चव येत नाही का त्याला?
असं काहीही, करता येतं म्हणजे. हां?
भाताची चव येत नाही का त्याला?
नाही. कळतच नाही त्याच्यात भात आहे.
करायला पाहिजे हा प्रयोग.
तो भाताचा केक आहे हे समजतच नाही.
नक्कीच करायला पाहिजे.
इतका कमाल लागतो तो. खूप भारी लागतो. आणि तुमच्याकडे जर समजा अं, अजून जर ह्याची टेस्ट वाढवायची असेल ना, तर दुधाची साय जमवतो बघा आपण
वाह! वाह! नक्की, नक्की. हां, हां. हां, हां. बरोबर.
तर हे मिक्सरमधनं बारीक करतांना ना थोडीशी दुधाची साय पण घालायची. मग तर
वाह! म्हणजे ते मिल्की एकदम तो असा फ्लेवर वेल्वेटी होणार. वाह! वाह! वाह!
हां. हो. एकदम मस्त फ्लेवर येतो ह्याचा.
जबरदस्त आयडिया आहे स भात <chuckles> भाताला कारणी लावण्याची. कारण बऱ्याच वेळेला असा भातच मुख्य असतो की खायला कंटाळा करतात. किती वेळा तो फोडणीचा करायचा.
<laughs> एकदम. हां. हो.

पण ते आपण ज्यावेळेला पुन्हा गरम करतो ना, त्यावेळेला ते त्या टेम्परेचर डिफरन्स मुळे त्यातले न्यूट्रिएंट्स मरून जातात, खरं तर.
बरं. पण बऱ्याच वेळा बघा, आपण आता जसं, लोकवस्ती वाढली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी किंवा असं म्हणेन, की दोघेही जॉबला जात आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचश्या गोष्टी त्या आणून फ्रिजला स्टोअर करणं, हा एक अ, आपल्याकडे असं परंपराच झालेली आहे. सुरुवात असं म्हणता येईल.
हां. बरोबर. हं. हां, पण ते जे फ्रोझन पदार्थ आहेत ना, जे आपण डायरेक्ट काढून तळतो.
बरं. हां.
ते खूप भयंकर आहेत. म्हणजे अ, ते फ्रेंच फ्राईज मिळतात बघा आजकाल. फ्रोझन त्याच्यानंतर अ
बरोबर हां, हां, हां.
अ, काय बरं ते स्माइलीज मिळतात.
हो, स्माइलीज आहेत. त्याच्यानंतर आता भर भरपूर गोष्टी मिळतात. फ्रोझनमध्ये तुम्हाला समोसेज मिळतात. त्यानंतर
हां. हे, सगळं. हां. हो, व्हेरायटी ऑफ समोसेस, नंतर ती मॅकडीची पॅटी.
खूप. पॅटी हो, मॅकडीची पॅटी आहे, पोटॅटो शॉट्स आहेत, भरपूर-भरपूर आलेले आहेत व्हरायटी.
ती पॅटी फ्रोझन असते, तर हां, हो. प पोटॅटो शॉट्स आहेत, त्याच्यानंतर काहीतरी पिझ्झा टाइप्स, काहीतरी असतं.
हो. हो, हो, हो बरेच ऑप्शन आहेत आय थिंक Amulचा पिझ्झा पण आहे. मोमोस, येस, येस. हाव यू कॅन फॉरगेट दॅट.
हां, तर हे मोमोस, मोमोस पण असतात फ्रोझन हां, तर हे सगळं खूप भयंकर आहे हे नाही करू म्हणजे म्हण
पण म्हणजे महिनोनमहिने हे फ्रीझरमध्ये आहे आणि ते आपण घरी घेऊन येतो आणि मग ते तळलं जातं.
हो.